आजकाल सोशल मीडिया म्हणजे माणसाच्या आयुष्यातला खूप मोठ्ठा विषय झालाय. म्हणजे माणसाला आजकाल म्हणतात जितकं फोनच व्यसन लागलंय, तेवढंच सोशल मीडियाच पण लागलंय.
हं, हं. नक्कीच.
तर आपण सोशल मीडिया का वापरतो? जी लोकं आपल्या जवळ आहेत त्यांच्याशी आपण जोडून राहण्यासाठी वापरतो. आणि कधी-कधी जे आपल्यापासून लांबही आहेत. म्हणजे आपले बरेच मित्र असतात ते परदेशी राहतात वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतात. तर कुठे-कुठे आपल्याला त्यांच्याशी पण जोडून राहायचं असतं. तर आपण जेव्हा सोशल मीडियावर आपली प्रोफाइल बनवतो, आपल्या आयुष्याबद्दल काही फोटो टाकतो, काही-काही लिहितो, तेव्हा आपण काय करावं नेमकं? असं तुम्हाला वाटतं, म्हणजे जेव्हा आपला प्रतिनिधित्व आपण सोशल मीडियावर करत असतो दुसऱ्यांना बघण्यासाठी
हां, हां. बरोबर. हं, हं. हां. नक्कीच.
तेव्हा अशी कुठली खबरदारी घ्यावी माणसानी? की काय करावं? तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता का यावर?
हो, हो. नक्कीच, अ, बघा ना, मी पण सोशल मीडियावर आहे. अ, आजपासून नाही तर जवळ-जवळ मला 10-11 वर्ष झाली मी सोशल मीडिया यूज करतो. आणि त्यावर काही एक्टिव्हिटी पण माझ्या सुरू असतात. तर अ, तुम्ही जसं म्हटले ना, की आज जवळचे पण व्यक्ती सोशल मीडियावर असतात आणि दूरचे पण ज्यांचा आपल्याला फिजिकली संबंध कधी येत नाही असा बरोबर. अ, तर ते दूर असतात तर ते तिथूनच आपल्या सोशल मीडिया अकाउंटला बघत असतात आणि आपली विचारसरणी कशी आहे? अ, आपण कसं राहतो? आणि अ, काय-काय करतो? आपल्याला काय-काय आवडते? या सगळ्या गोष्टी ते एनालिसिस करत असतात. फक्त सोशल मीडिया वरूनच या सगळ्या गोष्टी त्यांना समजतात. हां, तर अ, मला वाटते, की ज्यावेळेस व्यक्ती प्रतिनिधित्व करतो, की अ, सोशल मीडियावर आपला अ, स्टॅड कसा असावा. तर अ, मला असं वाटते, की जी सत्यता आहे ना अ, त्याच गोष्टी आपण अ, सोशल मीडियावर टाकल्या पाहिजे. अ, असं नाही, की स्वतःला काहीतरी खूपच कमी दाखवणं किंवा आजकाल बघा, की अ, खूप काही वरचढ दाखवत आहेत स्वतः स्वतःला है ना, की अ, म्हणजे नॉर्मल लाईफ जी आहे. अ, ती सोडून हा तर सोशल मीडियावर असं दाखवतात ते, की मी काही विशेष व्यक्ती आहे आणि बाकी सर्वजण साधारण आहे. त्यांना असं फील होतं, की म्हणजे या अ, पूर्ण समाजाचा केंद्रबिंदू ते स्वतःला तिथे समजतात. हां तर त्यामुळे होते काय ना, की अ, त्यांची 2 इमेज बनतात. एक असते सोशल मीडियाची आणि एक असते वास्तविक. हां आणि सोशल मीडियामधून जर कोणी व्यक्ती त्याला ज्यावेळेस भेटायला येतो आणि तो बघतो, की सोशल मीडिया आणि या वास्तविक व्यक्तीमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. तर तो समजतो, की हा व्यक्ती पहिली गोष्ट तो खोटारडा आहे. हां, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला समजता येते, की बाबा हा व्यक्ती वास्तविक असा आहे आणि दाखवतोय असा आहे याच्यामध्ये अ, भेद आहे ना. तर तो समजून येते, की हा व्यक्ती एक खोटारडा आहे किंवा हा जास्त शो-ऑफ करतो अ, किंवा जास्तच लोकांना वरचढ दाखवतो. त्यामुळे मग अ, लोकांचा वागण्याचा जो आपल्यासोबत बिहेवियर आहे ना, तर तो बदलून जातो त्याने. हां अशा गोष्टी घडतात.
हो ना. अगदीच. हो ना. हो. हो. अगदीच. हो, हो, हो. ती दाखवावी. अगदीच. वास्तविक. हो. खोटारडा आहे. बरोबर. नक्कीच. हो ना. नक्कीच, नक्कीच. आणि आपण खास करून, नाही का? म्हणजे डेटिंग ॲपवर खास करून असं बघायला मिळतं आणि सोशल मीडियावर सुद्धा जेव्हा लोकं आजकाल फिल्टर वापरतात. नाही का? जेणेकरून फिल्टरमुळे आपण खूप सुंदर दिसावं, म्हणजे आपण हे बघा आपण आपलं जसं वय होतं तस म्हणजे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, आपले केस पांढरे होतात, कधी-कधी केस उडतात सुद्धा म्हणजे त्याला मग ते तर म्हणजे आयुष्याचं आहे नाही का? म्हणजे त्याच्यावर आपलं काही कंट्रोल नाहीये. पण
हो. बरोबर. हां. हां. हो, हो. नाही आहे. हे फि-फिल्टर काय करते ना आपल्याला अ, वास्तविकता दाखवत नाहीये. म्हणजे आपण काय करतो ना, की जसं वास्तविक आहे तसा त्याचा अस्वीकार करतो. पहिली गोष्ट ती होते. आता काय होते, की फिल्टर वापरल्यानंतर आपल्याला तो असं दाखवतो, की अरे तुम्ही किती छान दिसू शकता अशा-अशा गोष्टींमध्ये. मग ह्याचा उपयोग ब्युटी प्रॉडक्ट्सवाले आहेत, अ, जसे तुम्ही म्हटले, की लोकांचे केस गळतात वयानुसार तर ते हेअर ट्रान्सप्लांटवाले आहेत. अ, नाहीतर नवीन काहीतरी <chuckles> अ, अशा येतात ना म्हणजे प्लास्टिक सर्जरीवाले यांचा तो मार्केट बनून जातो, मग आपण त्याचा प्रॉडक्ट बनून जातो त्यांच्या मार्केटचा. ही घटना तिथे घडते, म्हणजे वास्तविक आपण जसं आहे तसं स्वतःला स्वीकारच करत नाहीये तिथे आणि
हो, ना. अगदीच. ते करतात. अगदीच. नक्कीच-नक्कीच. अगदीच, म्हणजे खूप चांगला विषय तुम्ही अ, घेतला आता, की कसं ना कधी-कधी माणूस स्वतःचाच अपमान करतो. स्वतःलाच स्वीकारत नाही त्याला असं नेहमी वाटावं, की लोकं जेव्हा आपल्याला बघतात त्यांना कुठे ना कुठे आपली ईर्षा झाली पाहिजे. ती लोकं आपल्याला जळली पाहिजेत, किंवा काहीतरी आपल्याला छान बोलली पाहिजेत म्हणून आपण असे खोटे-खोटे प्रकार करतो <chuckles> सोशल मीडियावर. तर ते आजकाल खूपच कॉमन झालंय, नाही का? सगळेच कर <chuckles>
हां. बरोबर. हां. हां. बरोबर. करतो त्यामध्ये होते. <laughs> खूप जास्त कामच झालंय आणि अ, म्हणजे प्रत्येक लोकांना असं वाटतंय, की मी म्हणजे अ, मधात असायला पाहिजे आणि बाकी सर्व आजूबाजूला म्हणजे अ, मी अट्रॅक्शनचं केंद्र मी असायला पाहिजे.
अगदीच, अगदीच.
इन्फ्लुएन्सर स्वतःच बनायची कोशिश करतात आहे ना. अ, त्यामुळे जी मला वाटत जी नैतिकता आहे ना समाजामध्ये ती पण कुठेतरी खालवल्या चालली आहे, नैतिक मूल्य जे आहेत अ, ते पण मला असं वाटतं, की खालवल्या चाललंय त्याच्यामुळे हां.
हो, ना. नक्कीच. तर आता जेव्हा आपण सोशल मीडियावर जातो. तेव्हा आपण एक उदाहरण घेतलंय, की आपण पोस्ट म्हणजे जे फोटो टाकतो त्याचं उदाहरण पाहिलं. आजकाल Instagramवर लोकं रील्ससुद्धा टाकतात. Tik-Tok नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यावर लोकं व्हिडिओ टाकतात.
हां. बरोबर.
तर आता जेव्हा आपलं नाव म्हणा. आपल्या नावावरून आप एक आपली ओळख असते की हा माणूस कुठल्या प्रांताचा आहे एक, त्याची कुठली भाषा आहे किंवा जर मी असं नाही का सगळ्याच माझे रील्स किंवा व्हिडिओज एका शहरामध्ये बनवले. तर एकंदरीत कुठे ना कुठे तरी तुम्हाला वाटतं की आपलीसुद्धा एक जबाबदारी आहे, की आपण जशी आपली ओळख सोशल मीडियावर बनवतोय. त्याच्यामुळे लोकांनी म्हणजे सगळ्याच नाही का एका ब प्रांताच्या लोकांबद्दल, एका भाषेच्या लोकांबद्दल, शहराच्या लोकांबद्दल गैरसमज करू नयेत.
हं, हं. हां. बरोबर. हां. बरोबर. हां. बरोबर आहे.
तर असं तुम्हाला वाटतं की लोकांनी तेवढा तरी भान ठेवावा?
हो, हो, हो, हो. नक्कीच ना, बघा ना अ, आपण ज्यावेळेस सोशल मीडियावर आहे ना, तर ज्या जागेवर आपण राहतो तिथे आपण प्रतिनिधित्व करतोय त्या जागेचा. जी भाषा आपण बोलतोय, त्या भाषेचं आपण प्रतिनिधित्व करतोय तिथे. तर अ, ज्यावेळेस आपण अशा ठिकाणी राहून किंवा अशा भाषा बोलून अ, किंवा एक संस्कृतीला आपण फॉलो करतोय. तर त्या संस्कृतीमध्ये राहून जर का आपण तिथून द्वेष फैलवतोय, दुसऱ्या भाषेबद्दल वाईट बोलतोय किंवा आपण ज्या जागेबद्दल आहे त्याला कंपेअर करून आपलीच जागा वरचढ आहे, असं काही विशिष्ट सिद्ध करायच्या मागे लागतोय. त्यामुळेच तर आपला तर देश अ, तिथे लोकं करतातच करतात. पण अ, आपल्या भाषेचा आपल्या प्रांताचा, आपण ज्या ठिकाणी आहे, त्याचा अन आपल्याला संस्कृतीचा बी अ, द्वेष तिथे होत राहतो. या गोष्टी मला वाटतात, आणि सोशल मीडिया असा आहे ना की अ, असं नाहीये की एकदा माणूस बोलून गेला अन् विसरले सगळे, तसं नाही. ते व्हिडिओ जिथे राहतात दीर्घकाळ राहतात आणि अ, व्यक्तींची जशी विचार बदलत राहते ना. त्या वी बदलत्या विचारमधून तो व्यक्तीला बघतो की बघा अ, म्हणजे हा-हा व्यक्ती जो आहे की अ, भाषाबद्दल बोलतोय. मग सिच्युएशन बदलतात ना समाजातल्या पण आपलं भाषण तसंच राहतं दिलेलं. मग ते कधी काळी समोर जाऊन आपल्या विरोधात नाही व्हायला पाहिजे असं रिस्पॉन्सिबल पर्सन सारख्या व्यक्तींनी तिथे अ, सोशल मीडिया प्रतिनिधित्व करताना ते वागायला पाहिजे, खरं तर.
हो ना. हो ना. नक्कीच-नक्कीच. हो ना. नक्कीच. नक्कीच आणि आपण बघतो नाही का हो आजकाल आपण अ, गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशातनं ने सगळ्याच देशातनं आजकाल अ, व्हिडिओ वगैरे निघायला लागलेत, की आता काही म्हणजे नाही का आपल्या देशातली लोकं तिथे गैरवर्तन करतात, काहीतरी करतात. नाही का? म्हणजे तिथे उगीचच रस्त्यावर नाचतात. तर ती त्यांची संस्कृती तर नसते. पण ती आपली आपण संस्कृती तिथे टाकतो आणि ते टाकतो म्हणजे आपण ती सोशल मीडियावर सुद्धा नाही का असं आपण म्हणजे पॅरिसमध्ये आपण रस्त्यावर नाचलो किंवा बुर्ज खलीफावर आम्ही नाचलो. तर कुठे ना कुठेतरी एक द्वेष हा आपल्या देशासाठी तयार होतो. तर अ, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अशा वेळात आणि खूप वाईट-वाईट लिहितात, हा आजकाल म्हणजे अ, आपल्या भारतीय लोकांबद्दल खूप वाईट लिहितात आणि ती कळणारी लोकं म्हणजे अगदी नेमकी असतात आणि आपल्या देशाची जनसंख्या तुम्हाला माहिती आहे किती आहे? तर हो ना. नाही-नाही म्हणजे जगातला सगळ्यात जास्त म्हणजे लोकं आपल्याच देशात राहतात. पण मग फक्त काही 50-100 लोकांच्या कृतीमुळे आपल्या अख्ख्या देशाची जर बदनामी होत असेल. तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? की तुम्ही कसं म्हणजे आपल्या देशाचं तुम्ही नेतृत्व करताय की जेव्हा तुम्ही म्हणताय, की एक भारतीय माणूस पॅरिसमध्ये, किंवा दुबईमध्ये, जेव्हा तुम्ही तुमच्या व्हिडिओचेच असे टायटल ठेवता. तेव्हा काय भान ठेवलं पाहिजे तुम्ही? कारण एका पूर्ण देशाचं नेतृत्व तुम्ही तिथे करताय.
हां. बरोबर. हां. नाही. हां, हां. पोस्ट करतो. बरोबर. हां. नक्कीच-नक्कीच. खूप. खूप जास्त. भावनिक आहे पूर्ण. हां, हां. ते तर आहेच. हां. बरोबर. हां. बरोबर आहे. बघा ना बरोबर म्हटले तुम्ही की अ, ज्यावेळेस भारतीय समाजामधले काही व्यक्ती, ते निवडक असतात सर्वत्र भारतीय समाज ते जाऊ शकत नाही. ते निवडक काही असतात आणि ते व्ह्यूच्या चक्करमध्ये म्हणाव का, सब्सक्रिप्शनच्या चक्करमध्ये म्हणावं, अ, असे अ, काही-काही म्हणजे त्याला मूर्खताच म्हणता येईल. मूर्ख चाळे असे करतात की अ, ते लोकं बघतात आणि त्यांना वाटते की अ, हा भारतीय माणूस आहे आणि हा जोकरसारखा इथे गोष्टी करतोय म्हणजे भारतीय जनता पूर्ण जोकर आहे का? असा त्याच्या मनात डाउट तर निर्माण होतो. बघा ना आपल्या देशातून महात्मा गांधीजीसारखे, गौतम बुद्धासारखे असे श्रेष्ठ नेतृत्व निघालेलं आहे आणि त्यांनी भारताची जो प्रतिमा आहे. ती पूर्ण विश्वभरात एक अ, अ, म्हणजे त्याला म्हणू शकतो आपण विशिष्ट करून ठेवलेली आहे की जिथे दया, करुणा, शांती, प्रेम अ, याने भारतीय समाजाला समजला जातो. पण आता काय होतंय ना, की सोशल मीडिया खूप जास्त पसरतोय. प्रत्येक अ, म्हणजे एक रील केली की तो तर भारतात तो दिस दिसतेच पण अ, विथिन काही मिनिटामध्ये अ, पूर्ण जगभरात ती पसरते. तर त्यामुळे काय आहे की भारतीय व्यक्ती ज्यावेळेस अ, बाहेरगावी अ, बाहेर श देशात जातो, तर त्यावेळेस त्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण भारतातून आलेलो आहे आणि भारताची जी इमेज आहे ती इमेज जी आहे ना ती आपल्या या फालतूपणामुळे, व्ह्यूच्या चक्करमुळे, सब्सक्रिप्शनमुळे डैमेज नाही व्हायला पाहिजे, खराब नाही व्हायला पाहिजे. हां.
हो ना. विचित्र गोष्टी. हो, हो, हो. हो ना. इतकी थोर लोकं. हो. हो ना. हो. हो ना. हो ना. अगदी खरं. हो ना. खराब न व्हावी. नाही. अगदीच बरोबर आणि माझ्याबरोबर झालंय म्हणजे मी सुद्धा जेव्हा कधी-कधी परदेशी गेलोय. अ, फिरायला म्हणा किंवा कामाच्या निमित्ताने म्हणा, की मला लोकांनी नेहमी असं, "अच्छा तुम्ही भारतीय आहात ना म्हणजे तुम्ही असं करतच असाल तिथे." तर खूप लाज वाटते हो मला, हे म्हणजे होतं. पण आता हे बघा सोशल मीडिया म्हणजे झालं, आपण त्याच्यावर व्हिडिओ टाकतो आणि आपल्याला असं आवडतं की आपण आपले फोटो टाकावेत, व्हिडिओ आपण कुठे फिरतोय. पण ट्रोलिंग नावाचा एक प्रकार आजकाल आहे. जेव्हा म्हणजे आप आपण ओळखत पण नाही समोरच्या व्यक्तीला पण फार वाईट, वाईट लिहितो त्या व्यक्तीबद्दल म्हणजे जर मी नाही का, घरी जरी पावभाजी जरी करत असलो आणि त्याचा व्हिडिओ टाकला. त्याच्यावर इतके घाणेरडे कमेंट येतील नाही का, की म्हणजे, म्हणजे माणसानी म्हणजे मरूनच जावं, नाहीतर ती पावभाजी गटारीत टाकावी काय करावं? तर अशा वेळेला जेव्हा आपल्याला ट्रोलिंगचा वगैरे आपल्याला बघायला मिळतं. तेव्हा लोकांनी काय विचार ठेवला पाहिजे? कारण लोकं, काही लोकं म्हणतात की मला फरकच पडत नाही. पण फरक आपल्या जवळच्यांना पडतो म्हणजे आपल्यातले काय-काय विचार करावा माणसानी?
हां. हां. असं होतंय. नक्कीच, नक्कीच. <chuckles> आज पण. हां. बरोबर. हां. तो खूप जास्त आहे. <chuckles> बरोबर. <chuckles> <chuckles> बरोबर आहे. हं. हां. पडतोच. ते तर आहेच ना. अ, मला, मला पण तीच गोष्ट खटकते. कसं आहे ना, ट्रोलिंग म्हणजे एक सिव्हिक सेन्सचा पण भाग असतो. म्हणजे अ, कोणी व्यक्ती काहीतरी विशेष करतोय, छान करतोय, तर भारतीय लोकांमध्ये आहे की मला माहित नाही. पण ते खेकड्याशी नाही का ते एक जात आहे बघा ते ओढते खाली दुसऱ्याला वरच जाऊ देत नाही. सेम तसंच म्हणजे काहीतरी ट्रोल करायचं फालतू गोष्टीला घेऊन, अ, ते पण समजत नाही आणि कसं आहे आपले नातेवाईक व्हिडिओ पाहतात. मग ते बघतात की अरे! हां, मग त्यांना वाईट वाटतं ना त्या गोष्टीचा पण. तर मला वाटतंय की हे जे समाजची आपली मानसिक दशा दर्शवते की समाज हा किती फ्रस्ट्रेटेड आहे. अ, समाज जो आहे अ, दुसरे कोणी चांग छान करत आहेत तर, तर अ, स्वतः काही करू शकत नाही, तर दुसरे जे करताय त्याला पण खाली ओढणे, आपल्या बरोबरीला आणणे. ही असुरक्षितता जी आहे, हे भय जे आहे ना, की आपण काही नाहीये, आपण पण समोर जायला पाहिजे. पण ते जाऊ शकत नाहीये त्या स्थितीला. तर हे मला वाटतं की ह्या गोष्टीला ते अ, बघून दुसऱ्याला खाली खेचण्यासाठी ट्रोलिंग करत असतील.
हो, हो, हो. अगदीच. हो, हो. त्यांना वाईट वाटतं. हो, हो. हो ना. अगदी. अगदीच. नक्कीच, नक्कीच.
अ, हां मला वाटत हीच मानसिकता त्याच्यामागे आणि याला हँडल करणं म्हणजे सरळ सोपी गोष्ट आहे की अं, इग्नोर करणं बस. कमेंट सेक्शनला ऑफ आणि अ, इग्नोर करणं तेच त्याच्यावर आहे की कमेंट सेक्शनला नचं बघणे ते छान, छान राहील त्यासाठी असं वाटतंय.
कमेंट सेक्शन ऑफ करतात लोकं बऱ्याच वेळा, म्हणजे कमेंटच येणार नाहीत. हो. अगदी बरोबर. हो ना. तर कधी-कधी लोकं कसं करतात, आता आपण सोशल मीडियावर जातो. म्हणजे नाही का आपण स्वतःला, कधी-कधी आपल्या देशाला किंवा समाजाला आपण रिप्रेझेंट करतो, प्रतिनिधित्व करतो तिथे. तर तेव्हा म्हणजे आपण काहीतरी खूप घाणेरड्या गोष्टी करतो, घाणेरड्या म्हणजे विचित्र. म्हणजे तुम्ही काही असे व्हिडिओ पाहिले असते की फँटामध्ये मॅगी घालून शिजवतात किंवा आईस्क्रीमची भजी बनवतात. किंवा काही-काही लोकं तर खोटी माहिती सुद्धा टाकतात. म्हणजे जर तुम्ही अशा-अशा, अमुक-अमुक गोष्टीत गुंतवणूक करा, तर मग नाही का तुमचे 10 दिवसात पैसे दुप्पट होतील वगैरे, अशी कामं लोकं करतात हं. तर म्हणजे असं असताना लोकांनी काय म्हणजे ठरवावं? आणि एक तरी ही चुकीची गोष्ट आहे आणि कुठे ना कुठेतरी लोकांनी सुद्धा कुठली सुरक्षितता पाळावी इथे, कितपत विश्वास ठेवावा?
हां. हां. हां. बरोबर. विचित्र करतोय. अरे! ते बेकार आहेत पूर्ण. तेच ना. देतात, देतात. हां. डबल होते. बरोबर. हां. हां. हां, बरोबर आहे. तर कसं आहे ना ह्या ज्या गोष्टी येतात ना, त्यावेळेस तर ते फनी म्हणून ठीक आहे. पण ते प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण त्याला स्वीकारू नाही शकत. त्यासाठी एक तर सर्वात पहिले ज्या पण गोष्टी येत आहेत त्याला फॅक्ट चेक करणं, हे सगळ्यात जास्त आवश्यक झालेलं आहे आज. नाही तर कसं होत ना की अ, पूर्ण कुठलच्या कुठे सगळ्या गोष्टी निघून जातात असा विषय आहे ते हां.
हां. अगदीच. नक्कीच, नक्कीच. तर सोशल मीडियाच आपल्या आयुष्यावर खूप मोठं म्हणजे अ, आपण खूप सगळे सोशल मीडिया वापरतो. खूप जास्त प्राधान्य आहे त्याचं आपल्या आयुष्यावर. आपण सगळेच तिथे जातो, स्वतःच प्रतिनिधित्व करतं. बऱ्याच काळज्या आपल्याला वापरायला लागतात अशा वेळेला आणि छान उदाहरणं दिलीत तुम्ही त्याच्याबद्दल तुमचे फार फार आभार ह्याच्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद.
हां. हां. हां. हां. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.